अ, माझं असं होतं ना, की आता मी यावर असं सांगेल, की एक अ, कालांतरानंतर गोष्टी बदलल्या आहेत असं मला वाटतंय. की अ, ज्या एजमध्ये मी होतो, लहान असताना तेव्हा अ‍ॅग्रेशन जास्त होतं. तेव्हा मला असं वाटायचं, की मी अ, जे बोलतोय ना तेच बरोबर आहे. तर माझी मनस्थिती तशी नव्हती, की मी एखाद्याचं ऐकून घेईल.
बरं. हां. ऐकून घेईल. अच्छा, हां.
हां, तेव्हा मला ते असं व्हायचं ना, की कोणीही बोललं ना, तरी ते मला लागायचं असं होतं. तर मग मला जर जेव्हा वाद व्हायचे, तर माझ्याकडून सुरुवातीला मी ऐकायचो नाही, कधीच असं नाही. मी आधी बोलायचो आणि मग नंतरच्या नंतर. मग जेव्हा मला कळालं, तेव्हा कळालं की चूक कोणाची आहे बरोबर कोण आहे ते नंतरचा विषय असायचा. म्हणजे हे
बरं, अच्छा. हां. अच्छा. बरं. हां. अच्छा, म्हणजे अ, थोडं अँग्री यंग मॅन असं काहीतरी होतं का? हां, हां, मग त्यावेळी हां, मग त्यावेळी असं का वाटायचं नेमकं तुम्हाला म्हणजे थोडी मॅच्युरिटी थोडीशी नव्हती का असं म्हणजे असतं ना त्या त्या स्टेजमध्ये चिडकेपणा वगैरे असं काही होतं का?
या याह येस येस येस. अँग्री यंग माणूस. हं, हं. अ, नाही. एक तुम्ही एक अ, यंग एजमध्ये जेव्हा असतात. टीनेजर वगैरे असतात ना, तर त्या टीनेजरमध्ये अ, स्पेशली मी मुलांचं सांगेन. मुलांना असं असतं ना, की त्यांना हवा लागलेली असते ना बाहेरच्या जगाची. म्हणजे अ, भाईगिरी त्यांना करणं खूप आवडतं. असं एक अ, गुंडा म्हणजे ते जास्तीत जास्त इन्स्पायर होतात अ, त्यांच्यासाठी आयकॉन हे गुंडे, छपरी मुलं तेच असतं. हां, म्हण <clears throat>
हां. हो, हो, हो. <chuckles> हो, हो. अच्छा किंवा ते बॉलिवूडचे छपरी स्टार पण असतात कधी-कधी मग त्याच्यामध्ये. हं, हो.
नक्की, नक्की. मग तेच असतात ना, तर त्यांना वाटतं, की अरे, वाह! हे किती कूल आहे. म्हणजे अ, आपल्याला नेहमी सिनेमामध्ये दाखवतात, की एखादा हीरो एकदम छपरीसारखा कॉलेजमध्ये त्याच्या एकदम राडा वगैरे करतो, सगळे त्याला घाबरतात असं आणि अ, सगळ्यात आधी तो कोणाचा ऐकून घेत नाही, तो कोणालाही अ, शिवी देणार किंवा मारेल, <clears throat> ऐकून घेणार नाही. असं बऱ्याचपैकी अ, मूव्हीजमध्ये दाखवत. तर मग ते त्या टीनेजर्स टीनेजमध्ये मलाही तसंच होतं. की अ, जे होणार ते बघून घेतलं जाणार. पण आत्ता सध्या परिस्थिती तशी नाही.
हो. हां, हो, हो. हां. हां. हां. बरोबर. हां, हां. खुम-खुमी होती थोडी अंगामध्ये मग अ, तसं त्यातून काही असा काही विय अ, म्हणजे असा गंभीर प्रसंग वगैरे झाला का म्हणजे मारामारी किंवा कोणाशी म्हणजे वादा-वादी असं? <chuckles>
बरोबर.

ऐपत जर अ, 50,00,000चं घर घ्यायची आहे, तर मी 50,00,000चं च घेणार. मी 1 करोडचं नाही घेणार कारण की मा मी खुश आहे मग त्यामध्ये आणि भले ते माझं छोटंसं घर असेल, पण मी घरातून जेव्हा निघेल ना तणावात नाही निघेल.
नाही हां. हो ना. अगदी हो, म्हणजे अ, डोक्याला भुणभुण नाही किंवा जे आहे
हे ना? घरामध्ये जेव्हा बाईक अ, गुण-गुण नाही, चिड-चिड नाही की मग बाबा एवढं ई-एम-आयचं टेन्शन नाही कारण की मी अ, मी तेवढे भरू शकतो. माझी ऐपत आहे तेवढी किंवा जर घरामध्ये पण जर काही असेल की घरामध्ये काही गोष्टी लागतायेत, तर जेवढे गरजेचं आहे तेवढेच घेतोय मी. त्याच्या ओव्हर नाही घेतं. मग मला जेव्हा मी घरातून निघतो ना तर माझ्या डोक्यामध्ये प्रत्येक अ, फालतू गोष्टीचा तणाव नाहीये. मी फ्रेश माइंडने जातो आणि मग तोच इंपॅक्ट हां.
हो. हां. हो ना. हो, अगदी बरोबर. हो ना, ते महत्वाचं आहे. हो, ते असं तणाव घेऊन असं ऐषोआरामात जगण्यापेक्षा थोडं कमी असेल, कमी खर्चात पण आपण एक समाधानाने जगतो. ती एक जाणीव असते म्हणजे कुठल टेन्शन नाही की ई-एम-आय नाही किंवा फसवण्याची पद्धत नाही.
हं, हं. बरोबर. मग असं जेव्हा हे वाद होतात ना, ह्या वादामध्ये आहे ना आपण आहे ना ऐकूनच घेतो. आपण आहे ना मग रिअ‍ॅक्ट नाही करत कारण की आपल्याला आहे ना तणाव नाहीये, ताण नाहीये. अनलेस अँड अंटील जेव्हा विषय खूप सेन्सिटिव्ह असेल, म्हणजे एकदमच एखाद्या मुलीची छेडखान झाली आहे. आपल्याच घरच्याची कोणाची छेडखान झाली आहे. तर मग तो विषय थोडा सेन्सिटिव्ह आला. मग तेव्हा कोणीही ऐकून घेण्याच्या अ, स्थितीमध्येच नसतो. मग तिथे तर मग ते रिअ‍ॅक्शन येणारच आहे. ते साहजिक आहे कारण की हां.
हां. हो, हो, बरं. हां. हां. वेगळा होतो. हो. मूडमध्ये नसतात. हो ना. हो, हो, हो, हो आणि दिलीच पाहिजे ना म्हणजे त्यांना जरब बसणारच नाही त्याशिवाय समोरच्या व्यक्ती.
अगदी, अगदी. तिथं प्रेमाने बोलून चालणार नाही. सेन्सिटिव्ह विषयावर तुम्हाला रिअ‍ॅक्शन दिलंच पाहिजे. पण, त्याच्या व्यतिरिक्त मग असे जे वाद होतात ते का होतात कारण की बघा ना आता मी जर एक खूप लोकं बघा बाईकने पण जातात, कोणी कट मारतं तर शिव्या देऊन जातात. म्हणजे प्रत्येक व्यक्ती किती चिड-चिड करतोय हां, हे चिड-चिड येते कुठून आहे? याच्या मागचं कारण काय आहे? कारण की आहे ना घरातलं प्रेशर, ऑफिसचं प्रेशर, ई-एम-आयस, लोन, क्रेडिट कार्ड बिल हे ते. तर मूळ कारण आहे ना हे आहे त्याचं, की त्यामुळे हे लोकं ऐकत नाहीत. डायरेक्ट रिअ‍ॅक्ट करतात. ते चिड-चिड काढून टाकतात.
अगदी बरोबर. हां. हां. हां. हो, हो. हो ना. हां, हां. ताण-तणाव. हो ना. हो ना. अगदी. मग वाद संपवताना तुम्ही म्हणजे अ, नेमकी अशी काय पद्धत वापरू शकता, म्हणजे प्रत्येक सिच्युएशन वेगळी मग तडजोड करायची, शांतता घ्याय शांततेत घ्यायचं की चर्चा करून त्यामध्ये काही सोल्युशन काढायचं? हां.
हं. बघा, अ, जर काही चर्चा होत असेल ना, जर काही नुकसान झालेलं आहे. तिथं चर्चा करून आपण आहे ना की बाबा चल इतकं नुकसान झालंय ना, एखाद्या गोष्टीचं, चला तेवढं मग आपण एवढं-एवढं मी देतो आणि बाकीचं बघा आपण चर्चा करूया या गोष्टीवर किंवा कोणाची समजवणूक काढू शकतो आपण. त्याला समजू शकतो की बाबा जाऊ दे. माफी मागू शकतो. जर आपल्या साइडनी जर चुका झालेल्या आहेत तर माफी. त्यांच्या साइडनी पण जर चुका झाल्या आहेत, तर ते ऐकायलाच तयार नाही. तर आपण त्याला समजू शकतो, नाहीतर रीतसर पुलिस चौकीमध्ये त्याला बोलू शकतो, "हे बघ". जर ऐकतच नाही, तर मग पोलिस चौकीमध्ये जाऊ शकतो आपण. मग तिथे जे काही करायचंय ते करतील.
हां. हो. हो. हं, हं. हं. हो.